असं म्हणतात, की जर आयुष्यामध्ये तुम्हाला आनंदी राहायचं असेल, तर त्यासाठी एखादतरी छंद जोडला गेलेला पाहिजे किंवा एखादतरी छंद जोपासला पाहिजे. तर तुम्हाला आहे का हो, की असे नवीन-नवीन लोकांना वगैरे जोडण्याची छंद वगैरे काही? कसं आहे कारण जेव्हा नवीन लोक आपण आपल्या जवळ छंदामुळे बांधतो, तेव्हा एक मजाच काही और असते. काय म्हणावं लागेल तुम तुमच्यासाठी सांगा बघू मला?
हो, नक्कीच. म्हणजे नवीन लोकांशी आपोआप जोडण्याचा छंद नाही आहे, पण माझा एक छंद होता. ज्यामुळे मी जोडला गेलो लोकांबरोबर आणि अशी एकदम भसकन लोकं माझ्या आयुष्यात आली आणि इतकं छान आजपर्यंत वाटतंय की काय सांगू.
अच्छा. हां, हां. बरोबर. अरे वाह! काय होतं ते सांगा मला. आवडेल मला आवडायला अ, ऐकायला तो भेटीचा क्षण, ते सगळं जे काही झालं की ज्याच्यामुळे एवढी लोकं तुमच्या आयुष्यात आली?
हो, नक्की. अ, मुळात अं, एका ॲपवरून म्हणजे Instagramवरून अ, मला एका व्यक्तीने कॉन्टॅक्ट केला माझे डान्स पाहून.
हां, हां. अच्छा. अरे वाह!
आणि म्हणजे मी डान्स छंद म्हणून अगदी 3 वर्षाचा होतो, तेव्हापासून करत आलो आहे. पण गॅप्स पडले वगैरे Instagram आलं, Instagram वाढलं आणि मग मी तिथे कंटिन्यू केले. तर त्यातले 1-2 डान्सेस व्हायरल गेल्यामुळे कदाचित त्याला मला अ, माझ्याबद्दल कळलं असेल. तो ही पुण्याचाच मी ही पुण्याचाच आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट करून तो म्हणाला, की "आम्हाला, आमचा एक एल-जी-बी-टीचा ग्रुप आहे. ज्यांच्यासाठी अ, कोरिओग्राफी करून हवी आहे.
वाह! बरोबर. बरोबर. अरे वाह! ओके. अरे वाह!
तर अ, करशील का तू असं, तो म्हणाला आणि म्हणजे नो चार्जेस, नो फीस असं करशील का? तर मी म्हणालो फ्री ऑफ कॉस्ट, तर मी म्हणालो, हा अनोळखी आहे, कसं करायचं? आणि थोडंसं अनोळखी व्यक्ती असेल, तर ते कसे वागतील? तो ग्रुप कसा असेल? ह्या काही अ, विचार, भावना माझ्या डोक्यात आल्या.
अच्छा, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट. ओके. हं, हं, हं. हो, ना. बरोबर, मग?
पण मी गेलो पुढे आणि अ, म्हणजे एकदम मी जसं म्हणालो, हा व्यक्तीही अनोळखी होता. जिथे आम्ही डान्स केला, तोही व्यक्ती अनोळखी होता आणि जो ग्रुप होता एक 13-15 लोकांचा, ते सगळे ए टु झेड अनोळखी होते आणि आजपर्यंत ते माझ्या संपर्कात आहेत.
ओके. ओके. अच्छा. अनोळखी. अरे वाह! म्हणजे एक्झॅक्ट असं काय झालं, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटलात, तेव्हा सगळ्यांच्या काय रिअ‍ॅक्शन्स होत्या, <clears throat> सॉरी किंवा
सुरुवातीला हो.
किंवा त्या लोकांचं म्हणजे तुमच्याशी वागणं, बघून बोलणं कसं होतं, काय होतं, जरा सांगाल का?
खरं म्हणजे काय झालं ना, सुरुवातीला हा जो कोऑर्डिनेटर होता, हा एक होता तिकडे. आणि मी गेलो त्या ठिकाणी. आणि त्या जागेचा मालक, जो कोणी होता, तोही LGBT मधलाच होता आणि अजून एक तिसरा व्यक्ती होता. असे 4च लोकं होतो आम्ही पहिल्या दिवशी. आणि मग मी काहीतरी त्यांचं ठरलेलं गाणं होतं, ते ऐकलं. एकच ठरलं होतं. मग मी एक सुचवलं त्यांना आणि मग आम्ही 4 लोकांनी काहीतरी स्टेप्स बसवल्या 1-2 तासात आणि केल्या. पण काही फार सीरियसली नाही घेतलं त्या पहिल्या दिवशी कारण ठीक आहे म्हटलं, 4 लोकांचाच आहे का काय आणि 4 लोकच करणार आहोत का डान्स, असं वाटलं. मग ज्याची जागा होती, त्यांनी अजून काही 1-2 लोकं आणली. हा कोऑर्डिनेटर होता. त्यांनी 1-1 2-2 लोकं आणायला सुरू केली. आणि ॲड होत गेले ती लोकं आणि शेवटी म्हणजे जवळ जवळ 2 आठवड्यांमध्ये 15 लोकांचा ग्रुप झाला.
<coughs> ओके. अच्छा. हं, हं, हं. अरे वाह! हां, पहिलाच दिवस आहे. अच्छा. अरे वाह! बापरे! म्हणजे एवढा मोठा ग्रुप डान्स तुम्ही सेट केला होतात तेव्हा.
हो. आणि म्हणजे एक डान्स नव्हता. 15 अ, मिनिटांचा 15 नाही, 12 मिनिटांची 12 गाणी. 1-1 मिनिटाचं एक गाणं असं
ओके. आणि म्हणजे सेटवाईज प परफॉर्मन्स होता. 2 जणं, 4 जणं, 8 जणं असं एकत्र एक-एक जण. हां.
हां. हो, म्हणजे असे कपल-कपल किंवा अ, समलिंगी कपलही होते त्यात. त्यातही अ, त्यांनी केले परफॉर्मन्सेस आणि सगळे डान्सेस मीच बसवले बहुतांश असं म्हणता येईल.
बरोबर. बरोबर. अच्छा. पण असं काही स्प स्पेसिफिक असा काही म्हणजे अ, त्यांचा काही समारंभ वगैरे होता, सांस्कृतिक कार्यक्रम होता, काय होतं, की ज्यासाठी हे परफॉर्म करणार होते?
हां. सो अ, एल-जी-बी-टीला जी एक काहीतरी मान्यता मिळाली होती. एक अ, लीगल सेक्शन होतं. हो, 377 कॅन्सल केला होता त्यांनी. अ, त्यात मॉडिफिकेशन्स केले होते. तर त्या त्याला 5 वर्ष झाली होती. त्याबद्दलचं हे सेलिब्रेशन आम्ही सगळे करणार होतो आणि म्हणजे अगदी रस्त्यावर हा डान्स करायचा होता. हे सगळ्यांना दाखवण्यासाठी, की बघा, आम्ही सेलिब्रेट करतोय आणि आम्हीही नॉर्मल आहोत. असं काहीतरी दाखवायचं होतं. तर अ, त्यासाठी करता-करता हे 2 आठवड्यात बसवायचे डान्स होते आणि आम्ही बसवले. खूप छान पद्धतीने सगळे बसवले आणि अं, थोडे मतभेदही होत होते. थोडे डान्सेसचे काही स्टेप्स अवघड जात होत्या काही लोकांना, त्या सोप्या केल्या. अशा अनेक गोष्टी गमतीशीर झाल्या.
हां, हां, हां, हां, बरोबर, आपला लॉ पास झाला होता. बरोबर. हो. हो. आणि लॉ पास झाला होता. अच्छा! वाह! अच्छा! एक्झॅक्टली! एक्झॅक्टली. वाह! हां. हं. हं. वाह! पण मग हे सगळं जुळून येताना तुम्हाला जी पहिले वाटणारी हुरहूर होती किंवा भीती होती, ती कशी म्हणजे कंटिन्यू राहिली, चेपली गेली आणि चेपली गेली, तर तो काय क्षण होता की बाबा माझ्याशी असे कोणीतरी वागले आणि एकदम भीती निघूनच गेली मनातली काय होतं ते?
हां. म्हणजे सुरुवातीला जी एक थोडीशी चिंता होती मला, की कसे वागतील? कोण असतील? ओळखतच नाही. आणि अख्खा ग्रुपमध्ये जातोय ही भीती, यामुळे कमी झाली कारण मी जसं म्हणालो पहिल्या दिवशी 2-3च लोकं होती. मग 5 लोकं झाली, मग 6 झाली, मग त्यांचा 1 मित्र आला.
बरोबर. बरोबर. हो. मग तेव्हा असं बर्डन नाही आलं का, की "अरे बापरे! आता ते हे वाढतच चाललेत." असं नाही वाटलं कधी? ओके.
नाही, नाही. अजिबात नाही. कारण दररोज आम्ही जे काही 2 तास डान्स करत होतो, आणि वेळ एकत्र घालवत होतो. तर त्यात आम्ही जोक्स ही क्रॅक करायचो. एकमेकांना गाणी सुचवायचो. काहीतरी विचित्र स्टेप्स करून दाखवायचो मी त्यांना किंवा ते मला आणि मग मी त्यांना रागवायचो की "अरे, अशी स्टेप नाही शोभणार इकडे" किंवा "ही स्टेप केल्यानंतर लगेच ही नाही करता येईल स्टेप." तर ते त्यांना सांगता-सांगता आमची एक जवळीक कुठेतरी सगळ्यांचीच वाढली. आणि
बरोबर. बरोबर. हां. <laughs> बरोबर. हां. म्हणजे कुठेतरी एका पातळीवर तुमच्या सगळ्यांचे विचार जुळले गेले. आणि जी गाणी तुम्ही निवडली त्याच्यावरच्या सगळ्या जसं आपण म्हणू की स्टेप बसत गेल्या. तशी-तशी तुमची सगळ्यांची विचारसारणीसुद्धा एकमेकांशी जोडत गेली. असं म्हणायला हरकत नाही.
हो, हो, नक्कीच. कारण त्या स्टेप्स पण एक तर खूप सोप्या कराव्या लागल्या. कारण अ, कोरिओग्राफर म्हणजे मीच एकटा डान्सर होतो. बाकी सगळे नॉन डान्सर होते. त्यांनी आयुष्यात कधीच डान्स केलेले नव्हते.
हं, हं. अच्छा. नॉन डान्सर. ओके. ते डान्सचं बॅकग्राउंड नव्हतं त्यांना काही. पण त्यांना इच्छा होती.
काहीच नव्हतं. इच्छा होती, आवड होती आणि मी बऱ्याच प्रेमाने त्यांना ते सगळे अ, डान्स स्टेप्स शिकवून दिल्या होत्या. आणि सोप्या करून दिल्या होत्या. त्यांच्यासाठी कस्टमाईज केल्या होत्या. म्हणून त्यांना ते आवडलं खूप जास्त.
वाह! किती छान! पण पण बघा इथे आता तुम्ही म्हणताय की ह्या डान्सच्या छंदासाठी आलेली लोकं होती. तर ते नृत्य जे आहे हे बऱ्याच लोकांचा आवडीचा विषय आहे. मग त्यामध्ये काही वेळेला वेगळ्या संस्कृतीमधून कसं आपण म्हणतो की अ, वेगळ्या जाती धर्मांमधून पण मुलं, माणसं येतात, बायका येतात आणि मग त्यांच्यामधला दुरावा काही वेळेला असतो की "आम्ही नाही ह्यांच्याबरोबर बसू शकत, आम्ही नाही बाबा, आमचं असंच असतं, आम्ही आम्ही हेच करतो आम्ही." हा जो काही हेवेदावेपण असतो. तो पण तुम्ही कधी त्यांच्यात बघितलात का तिथे? आणि हाताळलात का? आणि कसा हाताळलात?
नाही. अजिबात नाही. म्हणजे सुदैवाने हे सगळी लोकं जी होती ती अगदी प्राउड आहेत स्वतः बद्दल. आणि जे काही ते करत आलेत किंवा करतायत किंवा करणार आहेत. अ, ते करत राहणार आहेत. आणि अगदी सातत्याने करतायेत आणि अगदी सगळ्या पोलिसांच्याही कॉन्टॅक्टमध्ये होते. पोलिस प्रोटेक्शनही होणार होतं.
<clears throat> वाह! बरोबर. बरोबर. नाही माझं विचारण्याचं मत काय होत बघा, कोणी एखाद्या वेगळ्या जाती धर्माचा असतो, त्यांचे रिच्युअल्स वेगळे असतात. तर काही वेळेला आपण गाणी निवडतो. ती सांस्कृतिकदृष्ट्या वेगळ्या गाणी असतात काही वेळेला. तर अ, मग त्याच्यामध्ये असं होतं ना, की अरे, माझं तर गाणं नाहीये हे. मग मी नाही याच्यावर डान्स करणार. म्हणजे एक नवखा व्यक्ती जेव्हा एखाद्या ग्रुपमध्ये येतो आणि मग त्याला अ‍ॅडजस्ट व्हायला जो वेळ लागतो, तसं तुम्ही काही ऑब्झर्व्ह केलत का की असं काही झालं की बाबा कोणी कॅथलिक होतं किंवा कोणी अजून दुसऱ्या कोणत्या धर्माचं होतं आणि मग त्यांना आतमध्ये गाण्यांचे वर्ड, ऑब्जेक्शन वगैरे असं काही होतंय का म्हणजे क्लॅशेश?
हां. नाही. अजिबात नाही. उलट त्या ग्रुपमध्ये काही अ, 1-2 स्ट्रेट कपल्स पण होते, नवरा-बायको. ज्यांनी या एल-जी-बी-टीच्या ग्रुपबरोबर खूप छान मिसळून सगळ्यांबरोबर डान्स केला. आणि अ, गाण्यांची चॉईस म्हंटली तर आमचे भोजपुरी गाणी होती, लावणी होती, अ, माधुरी दीक्षितच डोला रे डोला पण होतं. आणि साउथ इंडियाच एक कुठलं तरी यंबो यंबो असं काहीतरी एक गाणं पण होत. त्यामुळे पूर्ण विविधता होती. आणि अ, काय म्हणतात त्याला अ, अनेकता में एकता किंवा विविधतेत आम्ही इतके छान मिसळलो होतो. त्यालाच तर इंद्रधनुष्याचा एक हे आहे सिम्बॉल आहे.
ओके. किती छान! <chuckles> वाह! वाह! वाव! वाह! मिसळलात तुम्ही. वाह! खरंच. खरंच, किती सुंदर हे सांगताय तुम्ही. आणि मी इमॅजिन करू शकते की जेव्हा विविध स्तरांमधून आणि विविध अ, मी म्हणेन की अ, पातळ्यांवरून लोकं एकत्र येतात. आणि त्यांच्यासाठी त्यांच्या एखाद्या उत्सवाचा किंवा विजयाचा उत्सव साजरा करायचा असतो. आणि तो जेव्हा केला जातो. तो जो आनंद आहे ओसंडून जाणारा, तो आता मला खरंतर तुमच्या आवाजातून झलकतोय. की आम्ही येस, ते करून दाखवलं. पण मग आ त्या एका इन्सिडन्सनंतर म्हणजे तो झाला तुमचा प्रयोग. छान डान्स वगैरे झाला. मग यानंतर कशी काय टिकवलीत ही मैत्री सगळी?
<chuckles> हो, काही वेगळे कष्ट करावेच नाही लागले. कारण एकतर आम्ही WhatsApp ग्रुप केला होता. जिथे मी कधी-कधी जर थकलो असेन, तर मी घरूनच त्यांना डान्स स्टेप्स पाठवायचो आणि ते व्हिडिओज पाहायचे. तो ग्रुप ही राहिला. बरेच दिवस टिकला तो ग्रुप अ, WhatsAppवरती. आणि त्याचबरोबर लोकांना माझा स्वभाव कुठेतरी आवडला. म्हणजे सगळे म्हणाले की "तू किती पेशन्सवाला आहेस, किती जास्त संयम आहे तुझ्यात, की अ, आम्ही इतके गोंधळ करत होतो काहीजण." म्हणजे तो मेन कोऑर्डिनेटरच गडबड करत होता खूप. कारण तो न डान्स करणार नव्हता, बरं का, ऐन वेळेस. आणि तो फक्त कोऑर्डिनेट करत होता. पण तो आम्हाला नीट काम करूच देत नव्हता. तरी मी त्याला न ओरडता म्हणालो की "अरे, आपल्याला करायचंय ना, तू साइडला थांब थोडा, आम्ही डान्स करतो, आम्हाला जागा दे वगैरे." तर मग हे सगळ्यांनी पाहिलं की मी किती शांतपणे आणि व्यवस्थितपणे आणि प्रेमाने त्यांना तो डान्स शिकवतोय. नॉन डान्सर्सना सोप्या करून स्टेप्स शिकवतोय. तर त्यामुळे ते एक प्रेम, तो एक आदर त्यांचा निर्माण झाला आणि त्यामुळे ते सगळे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आले असं मी म्हणेन. मला काहीच कष्ट नाही करावे लागले.
अच्छा. अरे वाह! हां, हां, हां. अरे वाह! हां, हां. अरे वाह! बरोबर. <chuckles> बरोबर. अच्छा. <chuckles> बरोबर. बरोबर. हो, कारण बरोबर. आणि मी समजू शकते की एखादा नॉन डान्सर आणि एखादा डान्सर, ह्या दोघांचं जे काही म्हणजे म्हणतात ना की कष्ट असतात एखादा परफॉर्मन्स सक्सेसफुल करण्यामागे ते मी समजू शकते. कारण जेव्हा आपल्या आमच्या ग आमच्याकडे पण जेव्हा असं लहान मुलांचे वगैरे प्रोग्राम केले जातात तेव्हा आमच्या काय नाकी नऊ येते ते आम्हाला माहिती आहे. कारण त्यांना काहीच बिचाऱ्यांना कळत नसतं. आणि त्यांच्याकडनं ते करून घेणं म्हणजे आमच्यासाठी सुद्धा एक चॅलेंज असतं. तर तुमच्या हेच्यात तर मोठी माणसं आहेत. म्हणजे प्रत्येकाचा एक ॲटिट्यूड असणार. प्रत्येकाची एक वेगळी विचारसरणी आणि त्या सगळ्यांना सामावून तुम्ही जे काही करत होतात हॅट्स ऑफ टू यू. पण मग आता एक सांगा जर तुम्हाला <clears throat> खूप म्हणतो ना की बिझी आहात लाईफमध्ये, बिलकुलच वेळ मिळत नाही आहे बाहेर पडायला आणि त्यातूनही हा एखादा छंद आपल्याला जोपावासा जोपासावासा वाटतो किंवा त्या छंदातून आलेली मैत्री जी आहे, ती जवळ करावीशी वाटते. त्यावेळेस मग काय मार्ग काढावेत त्या वस व्यस्त आयुष्यातून?
<chuckles> हो. हो. थँक यू. तो छंद टिकवून ठेवावा मला असं वाटतं. <clears throat> आणि जरी आम्ही आता परत तसा एक असा ग्रँड परफॉर्मन्स कधीच केला नाही, तरी जिथे-जिथे इव्हेंट्समध्ये आम्ही भेटायचो ना, तेव्हा आम्ही कमीत कमी रील्स बनवायचो. की चला तू आणि मी एक 2 स्टेप्स करू, काहीतरी कॉमेडी रील बनवू, जर तुला डान्स येत नाही तर, पण काहीतरी करू. म्हणजे आपण ज्या प्रेमिसवरती जोडले गेलो आहोत ते चालू ठेवूया आणि ती आठवणी सगळ्या जाग्या करू, त्याच गाण्यावर करू किंवा नवीन गाण्यावर करू किंवा आत्ता जे ट्रेंडिंग आहे त्यावर करू. आणि डान्स नाही केला तर कमीत कमी रील बनवून आपण ती आपल्या आपल्यात तरी शेअर करू आणि हसवू एकमेकांना, असं काहीतरी करायचा एक प्रयत्न.
अरे वाह! बरोबर. हां. हां. वाह! बरोबर. बरोबर, त्याची आठवण कायम ठेवू. वाह! बरोबर. मग अ, आता असं झालं का हो की त्यातले 2-3 जणं म्हणा किंवा एक खास जणाने तरी डान्समध्ये रुची घेऊन अजून ते पुढे शिकलेत वगैरे, असं काही आहे का तुमच्या ओळखीत आता ग्रुपमध्ये तुमच्या?
हो, आहेत. म्हणजे एकानी झुंबाचा क्लास लावला दुसरीकडे आणि एकानी आता कथकचा क्लास लावला आणि हे दोघंही मुलं आहेत. मुलं असून इतकं छान पुढे करत आहेत, त्यांचा डान्सचा प्रवास कंटिन्यू, हे बघून मला खूप कौतुक वाटतं आणि ते करत असताना ते माझी आठवण काढतात. ते म्हणतात की "तुझ्यामुळे सुरू झालं. म्हणजे तू शिकवलंस आणि कुठेतरी ती लाज होती. एकतर डान्स करण्याची लाज आणि रस्त्यावर डान्स करण्याची जी भीती होती. ती अ, क क आम्ही करू शकलो ती फक्त तुझ्यामुळे." असं म्हणतात. "आम्ही लिटरली रोडच्या एका चौकात उभे राहून, पुण्यात एक कलाकार कट्टा नावाचा एक चौक आहे, तिथे आम्ही केला होता हा डान्स. तर सगळ्यांना खूपच आवडलं आणि हिंमत आली सगळ्यांमध्ये." असं ते म्हणतात.
अरे वाह! किती छान. अरे वाह! हो. एक तुम्ही प्रेरणास्थान झालात त्यांच्यासाठी. बरोबर. चार चौघात करण्याची. हो, हो. वाह! हां, हां, हां. किती छान. किती सुंदर. म्हणजे एखादा छंद आपल्याला किती विविध माणसांशी जोडू शकतो आणि नंतर एकदा जोडली गेलेली ही माणसं आपल्या आयुष्याचा भाग कसा बनू शकतात, त्याचं एक जिवंत उदाहरण तुम्ही आमच्याशी शेअर केलत आज. मला खूप छान वाटलं आहे तुमच्याशी ह्या विषयावर बोलायला आणि नक्की आवडेल अशा अनेकविध विषयांवर तुमच्याशी गप्पा मारायला. आज जो वेळ दिलात त्याबद्दल खूप-खूप धन्यवाद.
धन्यवाद. मलाही छान वाटलं तुमच्याबरोबर संवाद साधून.